अरे बाप रे!
अ आणि तेव्हा मी जॉबला होते. आणि मला असं रडू आलं होतं. म्हंटलं बापरे! म्हणजे आधीच माझा किचनमध्ये उजेड आहे. त्यात मला कोणीच हेल्प नाहीये आणि त्या गेल्या निघून.
काय खरं नाही बाबा. हां, ना. अरे! खरंच गेल्या निघून त्या?
आलं. हां माझ्या सासूसासऱ्यांनी मला एक एक द जवळ-जवळ 2 अडीच वर्ष मी एकटी होते. मी आणि माझा मिस्टरच फक्त.
अरे बाप रे! मग कसं केलं हो तुम्ही?
तिथे. आणि त्यांना कारण तिथे ना जमतच नव्हतं राहायला त्यांचे ते दुसऱ्या ठिकाणी राहत होते ना. त्यांना गावची सवय त्यामुळे त्यांना ते तिथे जमेना मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅटमध्ये वगैरे. त्या गेल्या निघून, आता माझ्या आली का परत मज्जा? मग काय करायचं? मग ना रोज नवीन-नवीन, नवीन आणि कुठे कधी म्हणतो ना आपण फसतो आपण एखादी गोष्ट करताना. कधी आता कुकर असेल तर काही वाटत नाही पण असा भात लावायला गेला तर कधी भातच करपतोय, कधी भात कच्चा, कधी त्याची खीरच बनतेय.
हं, हं. बरोबर. हो, हो. बापरे! हो ना. अरे मग तुम्ही तुमच्या आईला व्हिडिओ कॉल वगैरे अशे करून काही तो बोलून
तेव्हा एवढे नव्हते, तेव्हा ना तेव्हा सांगू डेटा ना महाग होता. ज्या दरम्यान माझं लग्न झालं ना त्यावेळेस आत्ता-आत्ता तुमचा डेटा स्वस्त झालाय. पण तेव्हा डेटा म्हणजे खूप महाग होता. त्यामुळे व्हिडिओ कॉल आणि माझ्याकडे जरी अ, म्हणतात ना स्मार्टफोन होता तरी माझ्या आईकडे नव्हता. तिच्याकडे साधा नोकिया होता आणि त्याच्यामुळे मग खूप पंचायत व्हायची की ती कॉलवर सांगून, सांगून, सांगून. मग मी हळू-हळू, हळू-हळू मेहनत पण चालू होती, म्हणजे एफर्ट्स सोडले नाहीत, एफर्ट्स सोडले नाहीत. रोज-रोज करायचा. रोज-रोज करायच्या आणि माझ्या मिस्टरांनी पण बिचाऱ्यांनी माझी मेहनत बघितली होती मला ते म्हणाले, "ठीक आहे तुला जमत नाही आपण हवं तर काय बाहेरून आणत जाऊया का? कारण ऑफिसहून येणार आणि मग तुझं इथे सगळं करतेस. तुझं खूप तारांबळ होते." तर म्हंटलं, "मी आता तुम्ही म्हणताय. उद्या आई-अप्पा आले आणि त्यांना जेवायला वाढायचं आलं तर मी काय करणार? तुम्ही बाहेरून आणणार त्यांच्या समोर?"
बरोबर. हो नक्कीच हां. हम्म. ते पण आहे. बरोबर. हो, ना. हम्म. मेहनत तुम्ही केली ना? बरोबर. हो. हं. हं. बरोबर ना?

तिकडा वगैरे नव्हतं लग्न होता होता अ, आईने म्हणजे आपण असतं ना. एंगेजमेंट झाली आणि लग्न व्हायचं आता दोन एक महिन्यात लग्न आहे मग तेव्हा आईने बरा प्रयत्न केलेला की, "जरा चपात्या लाटत जा, जराशी भाजीला फोडणी देत जा वगैरे."
हं, हं. हो, नाही ना, मग आता साखरपुडा झाल्यानंतर लग्न तर होणारच आहे. मग त्याच्या अगोदर शिकणं ते आई सांगते ना. मग कसं केलं तुम्ही?
राइट. एक्झॅक्टली हां. ती बिचारी शिकवत होती मला पण माझी अवस्था अशी वाईट होती ना. काही केल्या चपात्या काय गोल होईना. <laughs> एक दिवस एक दिवस मी अक्कल लावली, एक डब्याचं झाकण घेऊन बसलेली. तर ही पण लाटू दे डब्याचं झाकण घ्यायचं थप्पा मारायचा थप्पा. गोल झाली चपाती. <laughs>
अरे! देवा. हो का? <laughs> अरे बाप रे मग? हं, हं. अरे बाप रे! खरंच, खरंच खूप मस्त आयडिया आहे. कोणाला अशी आयडिया दिली तर बापरे! हां.
आयडिया मस्त होती. आयडिया मस्त होती, पण चपात्या नंतर नुसत्या लाटून होत नाहीत. चपाती हा असा प्रकार आहे ना, हे पोळी हा असा प्रकार आहे ना, ते नुसतं लाटून होत नाही. त्याला व्यवस्थित भाजायला पण गेलं पाहिजे. जर तुम्ही तव्यावर एका बाजूला जास्त भाजली, दुसऱ्या बाजूला कमी भाजली ना, ती खाणार नाहीत तुम्ही. चपाती एकतर अर्धी कच्ची राहणार, नाहीतर खूप कडक होणार.
हं, हं. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे. ते पीठ पीठ लागलं. बरोबर हो.
तर तिथे पण उजेड, हा तिथे पण माझा उजेड होता. <laughs>
अरे बाप रे!
दिव्य उजेड एकदम. ती जशी एक, एक भाजली, ती अशी मस्त करपवून ठेवलेली आणि दुसरी करपली म्हणून दुसरी अशी एकदम स्लो गॅसवर मग तिचं रबर करून ठेवलेलं. आई शपथ, आई म्हणते, "माझं पीठ वाया घालवलं, गॅस वाया घालवला, तेल वाया घालवलं, केलंस काय सगळ्याच." आणि म्हणजे खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं तेव्हा. एक्चुअल फ्रस्ट्रेशन आलं होतं. कारण एक चपाती धड नव्हती माझी. 10 चपात्या केलेल्या, 10मध्ये एकही धड नाही. आणि ती प्रत्येक घासाला तिच्या मला ऐकवत होती. आणि ऑफ कोर्स सगळे जण जेवायला बसलेलो. त्यामुळे एका बाजूने भाऊ खिदि-खिदि करतोय, रंग म्हणजे अ, आकार गोल होते सगळ्यांचे, कारण डब्याचं झाकण घेतलेलं.
अरे! अरे बाप रे! काही खरं नाही बाबा. अरे बाप रे! खरंच ना. काय बोलल्या आहो आई तुमच्या. हं, हं. हं, हं. अरे बाप रे! डब्याचं झाकण जिंदाबाद होतं तुमचं तेव्हा, हं.
राइट पण भाजल्यावर जे काही अवस्था होती. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी तर माझ्या आईला म्हटलं, "आपण एखादी पहिला एक काम करूया. मुलाकडच्यांना सांगूया, की आमच्या मुलीला जेवण काय तेवढं जास्त जमत नाही वगैरे."
बापरे! हो ना, तुमचा साखरपुडा झाला, तर मग कसं ते मग काय सांगितलं ना?
एक्झॅक्टली ते कसं असतं ना आपली एडव्हर्टाइजमेंट कशी असते. नाही-नाही मुलीला सगळी सगळं काम करते मुलीला सगळं जेवण येतं बनवता अगदी व्यवस्थित वगैरे. कारण हे नसतं सांगत नाही की कधीतरी करते फक्त मुलगी जेवण <laughs>
हं. हो ना. अरे बाप रे! मग कसं केलं हो? काय झालं तरी काय, नंतर मग?
हां, खूप फ्रस्ट्रेशन आलेलं. फ्रस्ट्रेशन इन टर्म्स ऑफ की

बरोबर, हो ना. ते पण आहे ना. पण मिस्टरांनी इतकं तर सांगितलं तुम्हाला सहकार्य तर केलं. कारण अशा गोष्टींमध्ये अ, घरच्यांचा प्रतिसाद खूप महत्वाचा असतो, नाही का?
तेव्हा ते पण गप्प बसले. हां. अगदी, अगदी बरोबर. पण त्यांनी तेव्हा म्हणजे एक आधार दिला, की "बाई ठीक आहे, ज्यादिवशी नाही होत, त्या दिवशी आपण बाहेरून मागवू हवं तर. अगदी तू स्वतःला स्ट्रेस करू नकोस." पण समहाऊ माझ्याकडे ना, एक ते आतून एक इन्स्टिंक्ट आहे, की एखादी गोष्ट जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्याचा मी पिट्टा पाडत बसते. कशी येत नाही?
हम्म. हं. हं. नाही, बरोबर आहे ना. अहो, पण तुम्हाला जेव्हा मग हे आ येत वगैरे नव्हतं, मग जसं बघा ना, समाजातल्या अपेक्षा किंवा कलंकांना मग तुम्ही कसं हाताळलं? तुम्ही तुम्हाला कोणी काही बोललं का? "अरे हिला तर येतच नाही" हं, हं.
हं, हं. किंवा सगळ्यात, सगळ्यात बस्ट बेस्ट काय झालं माहिती आहे ना माझं, की माझ्या सासूबाई किंवा माझे सासरचे लोक, आमच्या बरोबर नव्हते राहायला आणि आम्ही दोघेही जॉबवाले असल्यामुळे, सकाळी जॉबला जाणार, तो संध्याकाळी येणार. त्यामुळे जास्त कोणाकडे जाणं-येणं पण आमचं लग्नानंतर जास्त नव्हतं झालेलं.
हं. ते पण आहे. हं. हां, ते पण आहे मग.
आणि लग्नासाठी सुट्टी काढली असल्यामुळे परत सुट्ट्या काढून कोणाला भेटायला जाणे वगैरे, दूरची गोष्ट होती. त्यामुळे तो एक मला, एक अ, मुभा मिळाली होती ती, की अ, म्हणतो ना आपण, ट्रायल एंड अ, एररची जी पूर्ण टाईम होता तो 2 वर्षाचा, खूप, खूप वेगवेगळ्या गोष्टी. मग तेव्हा ना, अ, आईकडनं मी तिचं स्वयंपाकाचं एक पुस्तक तेव्हा पुस्तकं असायची. आज कसं आपल्याला लगेच YouTubeवर मिळत ना? तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा पुस्तकं असायची. मी आईची एक चिकट वही होती. आईच्या भरपूर रेसिपीज होत्या त्या वहीमध्ये चिकटवलेल्या. ती वही
हम्म, ते पण आहे. हं, हं. हो ना. हं. हो का? म्हणजे तुमची आई लिहून ठेवायची पूर्ण त्या रेसिपीज वगैरे? अरे वाह!
हो, हो. तिच्याकडे तिला हाउस खूप होती अशी वेगवेगळे पदार्थ बनवायची ना. मग मी तिच्याकडून ती वही मागून घेतलेली. अ, 1 पुस्तक माझ्यासाठी मी आणून घेतलं होतं, की बाबा बिर्याणी वगैरे आपण बनवतो ना, त्याच्यासाठी कसं राईस प्रिपरेशन वगैरे, त्याचं 1 पुस्तक आणलेलं आणि माझा एक म्हणतात ना, की एक साइड बाय साइड अभ्यास सुरू झाला किचनचा.
हं, हं. वाह! वाह! वाह! हं. वाह! बरोबर.
आणि आणि देवाच्या दयेने म्हणा किंवा अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने म्हणा, की आज माझी पुरणपोळी सुद्धा टम्म-टम्म फुगते
आह! वाह, वाह, वाह!
आणि सगळ्यांना आवडते. पण एवढंच, की ती 2 वर्ष जी स्ट्रगलची होती ना, ती म्हणजे मी प्रचंड फ्रस्ट्रेशन, स्वतःवरचा राग, की पहिल्यापासून का नाही शिकलो आपण? किंवा आईने पहिल्यापासून का नाही शिकवलं? ही जी सगळी चिडचिड-चिडचिड होती ना, तिच्यामध्ये खूप अ, त्रास झाला हो.
बघा! बरोबर आहे. हं. 2 वर्ष खरंच. 2 वर्ष पण तुमची मेहनत आली ना वाया जाया तर नाही गेली, नाही का? ती आली, तुमच्या कामाला आली. मग तुम्ही हे आज पाहता, आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी, कोणती अशी एक 1-2 सवयी सर्वोत्तम ठरल्या, त्या सांगाल मला?
हो, नशिबाने आली. नशिबाने आली.

काहीही केल्या तर पोळ्या काय जमेना, चपात्या काय जमेना. एक वेळेस ना भाजीचं आपल्याला ठीक आहे की बाबा एवढ्या भाजीला एवढा कांदा, एवढा टोमॅटो, चांगला खर्च व्हायचा. एवढे 4-5 लसूण एवढी. एवढंसं आलं कुटायचं ते टाकायचं. मग त्याला 1 च छोटा चमचा लाल तिखट अ, अर्धा चमचा तुमचा मसाला आणि त्याला मग पाव चमचा मीठ हे सगळं प्रमाणात तरी येतं.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं. तुम्हाला भाजी वगैरे बनवता म्हणजेच स्वै वरण भात वगैरे यायचं, फक्त पोळ्यांच? हं.
पण अ, हां, बऱ्यापैकी होतं. वरण भात कुकर लावायचं ना, वरण भात म्हणजे कुकर लावायचा. हां, पण आता मेन जो गेमर हो गेम चेंजर होता चपाती, तो जमेना काही केल्या. मला एवढा राग यायचा ना स्वतःचा कधी-कधी. मी तिला म्हणायचे ठीक आहे ना, ब्रेड खाऊ काय एवढं मोठं आहे आणि माझं <clears throat> लव्ह अ, लव्ह मॅरेज नव्हतं. <clears throat> लव्ह मॅरेजमध्ये ते एक वेळेस आपल्याला समजून तरी घेतलं जातं आणि अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला सगळ्याच वेळा तुम्हाला लाइक कॉन्टोज राहावं लागतं. माझी आई म्हणते, "अगं तुझ्याबरोबर ना तू माझं पण नाक कापशील."
बरोबर आहे. म्हणजे साधं-साधं नक्कीच. चपाती. हां. अरेंज मॅरेज? हम्म. बरोबर. अरे बापरे!
आणि लिटरली ती एवढी हात धुवून पाठी लागली होती ना माझ्या की रोज किमान तू माझ्या मी मळते पीठ तेव्हा माझ्या बाजूला उभं राहायचं आणि किमान रोज 2 चपात्या लाटायच्या.
बरोबर आहे ना मग ते तर तुम्हाला शिकावंच
आणि भाजायच्यापण. बाकीच्या सगळ्या भाजायच्या. अ, 10 मधल्या 2 तू लाटायच्या आणि 8 तू भाजायच्या असं तिने मला ते हे करून ठेवलेलं आणि जेव्हा जेव्हा मी, मी सकाळी उठले तू माझ्याबरोबर सकाळी उठायचं. मी संध्याकाळी करत असेल तर संध्याकाळी उभं राहायचं.
बरोबर आहे. हं. हां, रोजची रुटीनच लावली असेल मग. मग प्रयत्न केले का तुम्ही?
रोजची रुटीन. हो केली ना.